हां. कारण, की आहे ना, तिथं कसं आहे ना, की अ, एडव्हेंचरस ट्रिप आहे ती थोडी, आणि तिथं ऑफ रोड राइडिंग वगैरे आहे. बाईक राइड्स आहे, आणि ट्रेक वगैरे आहे तिथं. बाईक बाईकनीच ट्रेक करायचं आहे, असं सांगेल मी तुम्हाला. आणि तिथं ऑक्सिजनचा लेव्हल आहे ना, ते सगळ्यात हाय एल्टिट्यूडवर आहे. वर्ल्डच्या हाय एल्टिट्यूड अ, मध्ये लद्दाख हे येतं आपल्या, आणि सेकंड हाइस्ट एटिट्यूडवाली जागा आहे तिथे. तिथं गेल्यावर खूप लोकांना ऑक्सिजनचं किट घेऊन जावे लागतं, कारण, की तिथं कधीही कोलॅप्स कोणीही होऊ शकतं. हो, <chuckles> तसं आहे. तर मग <clears throat> त्या ठिकाणी अ, जाणं म्हणजे एक ड्रीम आहे. मुलांना असं तिथं जायचं बोललं ना, कारण, की आम्ही मुलं अशीच आहोत. जे नाही करायला सांगितलं, तेच करायचं असतं आम्हाला. तर मग अ, ते जे लद्दाखची नाही, नाही, नाही, ऑक्सिजन अ, असतं तिथे. हाय अल्टिट्यूड हाय अल्टिट्यूडवर आहे ते. म्हणजे मुलांना कसं असतं ना, की असे एडव्हेंचर्स, जिथे तुम्ही सांगितलं ना, "अरे, इथे आग आहे, जाऊ नको," तर तिथेच जाणार आम्ही. माहिती नाही का? हां. "अरे, इथे या गड्यामध्ये पडणार तुम्ही," तर आम्ही पडणार त्यामध्ये. तर हे असं आहे आमचं. आम्ही असेच असतो थोडे. हं, तर मग तसंच आहे, तर ते ट्रिप पण तशीच होती आमची, जे मित्रांसोबत आम्ही गेलो होतो ना. आणि अ, माझ्या आयुष्यातला म्हणजे ना, सर्वात सुंदर ट्रिप आत्तापर्यंतची. मी पूर्ण भारत अ, बऱ्यापैकी फिरलोय. मी काश्मीर देखील बघितलं आहे ...आणि काश्मीर इतकं सुंदर स्वर्ग बोलतो आपण त्याला. तर पण मला लद्दाख हे खूप जास्त आवडलं. आणि ते-ते जे आहे ना, लद्दाख, आज जेव्हा मी माझ्या इथेही अ, माझ्या अ, शहरात जेव्हा मी बाईकवरून निघतो ना, तरी मला ती आठवण येते त्या लद्दाखची. ते-ते जे रोडवर आम आम्ही बाईक राइड करत होतो. आणि अ, म्हणजे लद्दाख म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो ना, की डोंगरं आहे ना, पूर्ण डोंगरंच आहेत तिथे. म्हणजे डोंगरांचा वाळवंट आहे तो.
अच्छा. हां, हां. अच्छा. हां. ओह! हं. हं, हं. हां. हो. हं. हां. <chuckles> ऑक्सिजन नाही घ्यायचा. खूप हं. मला वाटलं. हं. अच्छा, हां. हं. जाणार. अच्छा. हां, हं. अच्छा. बरोबर. हं. अच्छा. अरे वाह! हो ना. हं. अरे वाह! हं, हं. हां, हां. हो.
वाळवंट जो असतो माहिती आहे, डेझर्ट असतो ना. आपण डेझर्ट बघतो. तर तो डोंगरांचा डेझर्ट आहे. जिथे तिथे डोंगरच डोंगर, फक्त डोंगर. त्या डोंगरावर एकही ग्रीनरी नाही, झाडं नाही, काहीच नाही, काहीच नाही.
हां, हां, हां. हो. अच्छा.